<chuckles> आणि ह्याची जर तुलना जर तुम्ही केली ऑनलाईन बाजारपेठेची, मॉलची आणि स्थानिक अ, बाजार मंडी जे आपण म्हटलं. तर काय तुम्हाला फरक जाणवतो बरं या तिघांमध्ये?
काय बोलायचं म्हणजे? हं, हं, हं, हं. हां, जसं बघा मी एक्चुअली जे सांगत होतो. अ, जे मॉलमध्ये येतात ना खरेदीदार, त्यांचा वर्गच वेगळा. म्हणजे ते ईएमआयवर, म्हणजे नाही का त्यांचं असं असतं किंवा उच्चभ्रू लोकं आपण म्हणू त्यांना म्हणजे गाव खेड्यातूनच गेलेली ते लोक. बट असं म्हणजे नाही का एक कुठेतरी हे करायला, हां, घे मॉलमधून जातो, मॉलमधून आणतो. तशी लोकं म्हणजे DMart
हां, म्हणजे एक आपण म्हणतो ना, एक स्टेटस दाखवण्यासाठी हां, मी काय ब्रँडेड घेतोय असं दाखवण्यासाठी, दिखाव्यासाठी.
हो, आपण काय फालतू म्हणजे बाजारात नाही जात हा, अशा टाईपमध्ये आणि बाजारामध्ये काय आहे, एकदम म्हणजे चांगली वस्तू, म्हणजे जे शेतकरी बघा शेतातून तोडून आणून तिथं बसतात. खूप सारे विक्रेते ते त्यांच्याकडून खरेदी करून तिथं आणून विक्री विकायला बसतात आणि एकदम प्रॉपर शुद्धता आणि रेट पण कमी ना हो, खूप रेट मी मॉलमध्ये बघतो.
हां, हां, हां. हां, रेट कमी आणि डायरेक्ट शेतामधून आलेला माल असते नाही का असं
हो, डायरेक्ट शेतामधून म्हणजे नाही का शेतकरी ते डायरेक्ट खरीददार. शेतकरी ते गिराईक डायरेक्ट.
बरोबर. हां, बरोबर त्यामुळे भावाच भाव जरा कमी असतो आणि तुम्हाला असं नाही वाटत का हो, की अ, जसं तुम्ही म्हटलात की, "मंडीमध्ये माणसं वेगळी आणि मॉलमधली वेगळी" बरोबर. आपण अ, अ, मॉलमध्ये आपल्याला असं कोणी दिसत नाही भाव करतांना बार्गेनिंग करतांना आणि मंडीमध्ये ₹2 ची अ, जुडी असेल ती ₹1 ला द्या म्हणतील तर असं का होतो? बरं हां, हां. <chuckles>
आणि मॉलमध्ये हो. बिलकुल कमी असतो. खूप कमी. हं, हं. भांडण होते डायरेक्ट. हो, मंडीमध्ये भांडण होते डायरेक्ट बार्गेनिंग करतांना. मॉलमध्ये काय आहे ती एक अ, म्हणजे नाही का सिस्टम त्यांनी बनवलीच बघा, म्हणजे बघा, खाली वाकून आपण निवडून वगैरे घेणं आहे ते. मॉलमध्ये सगळ्या गोष्ट पॅकेट असतात म्हणजे नाही का वरून दिसतं आपल्याला सगळं नाही का. आणि ते काय आहे ब्रँडेड वस्तू आहे, म्हणजे त्याचा मा तोल भाव फिक्स एमआरपी अ, म्हणतात ना आपण मॅक्सिमम रिटेल प्राइज वगैरे ते फिक्स आहे आणि इथे काय आहे ना इकडे म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळत नाही सरकारकडून. मग ते जे खरेदीदार आहे, ते कोणच्याही दराने विकत घेतात आणि त्यांनी जर विकत घेतलं मग ते विकतात म्हणजे ते किती-किती कमवणार ना, त्यांना पण माहिती आहे नाही का तर त्यामुळे इथे आपण बार्गेनिंग करू शकतो आणि तिथे करत नाही आणि ऑनलाईनचा तर विषयच सोडून द्या.
हां. हां. अच्छा. बरोबर.

अगदी बरोबर आणि अ, मॉल्सबद्दलही तुम्ही सांगितलंत आत आजकाल खूप निघाले बघा Amazon, Flipkart, Myntra अ, ऑनलाईन शॉपिंगचं हे निघाल्यात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे काय अनुभव आहे का तुमचा याबद्दलचा?
हो, हो, हो. हो बिलकुल. ते काय करतात माहिती आहे का Myntraवाले म्हणले तुम्ही Amazon आणि त्यातमधल्या खूप साऱ्या गोष्टी नाही का ट्रस्टेड असतात. म्हणजे आपण भरोसा करू शकतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोष्टी. मध्यंतरी मी काहीतरी तिथून खरीदलं होतं एका कामासाठी, तर ती गोष्ट चांगली निघाली आणि त्याचा मला हे पण चांगलं आलं फीडबॅक वगैरे वापरल्यावर, बट खूपदा काय होतं खूप साऱ्या गोष्टी आपण मागवतो आणि ते डुप्लिकेटच निघणार किंवा नाही का दाखवणार एक तिथं मस्तपैकी एकदम नाही का पूर्ण ₹25-30,000 जणांनी विकत घेतले. त्यांचे फोटो दाखवणार आणि जेव्हा घरी येतं ते डायरेक्ट म्हणजे आपल्या इथं नाही का जे 100-150 ला भेटतयं त्याच्याहून पण खराब क्वालिटी. मग असे प्रकारपण बघायला भेटतात फसवणुकीचे पण प्रकारपण होतात.
हो. बरोबर. अरे बापरे! म्हणजे चायना माल पण असते म्हणा की ऑनलाईन म्हणजे.
फुल चायना माल म्हणजे नाही का, अर्धा तर चायना मालच जर तुमचं नशीब चांगलं आहे नाही का पुण्य चांगलं असेल, तर एखादी गोष्ट चांगली निघते. नाहीतर खूपदा असं होतं. हो आणि खोट्या जाहिराती करतात हो त्या, म्हणजे नाही का एकदा मी मोबाईल घेतला. फुल त्यात दाखवलं 5G सिम चालणार हे ते आणि मोबाईल आला कळलं 4G च आता करायचं काय?
<chuckles> अच्छा. आणि <chuckles> अरे बापरे! मग काय मग रिटर्न पण नाही घेत का ते प्रॉडक्ट वगैरे ऑनलाईन?
हो. नाही 7 डेज रिप्लेसमेंट पॉलिसी होती. रिटर्न पॉलिसीच नव्हती फक्त रिप्लेसमेंट. जर प प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह आहे. फक्त रिप्लेस होणार दुसरं रिटर्न-विटर्न तसला काही संबंधच नाही त्याचा, असा विषय होता.
अच्छा, अरे बापरे!